हो, आहे ना, मग त्यामध्येच मग WhatsAppवर ग्रुप बनवला, तर आईनेच अ, ग्रुप बनवला एक दिवशी. मी समजून सांगितलं होतं, की असं मग म्हटलं मग आई म्हटली "अरे मग आपला" ग्रुप "बनव ना मग". मग आईच्या पुढेच मग एक ग्रुप बनवला. अ, हां. मग डेलि मग कोणती भाजी खायची आहे, काय आ, वडील वडील वगैरे बाजार <chuckles> बाजारात गेले. तर मग त्यामध्ये टाकायचं की कोणती भाजी आणू <chuckles> सांगा. अ, हां.
ओके. अरे वाह! मग त्याच्यात तुम्ही सगळं डेलि डिसकशन करत असाल. अरे वाह! <laughs> हे सगळं दिस अरे वाह! एकदम छान आहे तुमची एकदम म मीटच आहे, एक प्रकारची. तर तुम्ही सगळं त्याच्यामध्ये तुम्ही डिसक्सदेखील करताय.
हो, म्हणजे बरोबर, आणि त्यामध्ये पण आम्ही ओपिनियन पोल टाकतो, म्हणजे ए, बी, सी, डी. मराठीमध्ये पण. <chuckles> हो, होय होय म्हणजे
अरे वाह! हे पण करताय तुम्ही? <chuckles> म्हणजे तुम्ही खूपच ॲडव्हान्स् झाला आणि त्यांना एकदम प्रॉपर ट्रेन केलं आहे तुम्ही तर.
बरोबर. एकद एकदम प्रॉपर ट्रेनिंग, आणि त्यामध्ये ज्याची मेजॉरिटी असेल, तीच भाजी संध्याकाळी बनणार असं. <chuckles>
आणि. हां, अरे वाह! हे देखील तुम्ही डिसक्स करता? म्हणजे तुम्ही खरंच खूप एकदम ॲडव्हान्स् झालाय सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आई-पप्पादेखील तुमचे एकदम ॲडव्हान्स् ट्रेनिंग घेऊन, त्यांना बरोबर सगळं समजायला लागलं आहे. असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
हो. हो, बरोबर आहे. आणि सुरुवातीला मग अ, काय झालं होतं, म्हणजे अ, जेव्हा नवीन फोन वडिलांना मी घेऊन दिला होता तर ते फोन म्हणजे हरवला. म्हणजे वरच्या खिशात ठेवायची त्यांची सवय होती. मग त्यांना मग अ, म्हणजे समजून सांगावं लागलं, की वरच्या खिशात ठेवत नका जाऊ हां म्हणजे कसं आहे, वडीलधाऱ्या
हं, हं. ओके, बापरे! हां. अरे! हं, हं. म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि अ, त्यांनी ती, हे केलेलं आहे. बरोबर ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकदमच अ, त्या हां, हां, बरोबर.
अ, हो. हो. म्हणजे कसं आहे, त्यांना सवय नसते ना, फोन वापरायची एकदमच. म्हणजे ते सवय नव्हती. तर ते वरच्या खिच्यामध्ये ठेवला होता, तर खाली वागताना वगैरे पडला असेल. आजकाल कसे चोरटे व चोरटे वगैरे त्यानी काढून घेतला व
पडला असेल. हो, हो, हो, अ, तेच. ते तुम्ही एकदम, तुमच्या आई-पप्पांना, एकदम ॲडव्हान्स् प्रो केलेला आहे. जसं आजच्या जनरेशनमध्ये टेक टेक आई-पप्पा जे असतात, न्यू एकदम, की ज्यांना सगळं माहिती आहे, तसं तुम्ही केलेलं आहे. आणि त्यांना देखील हे वापरून हां मजा येत असेल. आणि तुम्हाला देखील मजा येते, की माझे आई-पप्पा एक प्रौड फील होत, की असं चला माझ्या आई पप्पांना एवढं सगळं येतं आहे. म्हणजे मला पण, तुम्हाला पण बरं वाटत असेल. तर एकदम खरंच खूप छान वाटलं हे ऐकून, की तुम्ही तुमच्या आई-पप्पांना हे एकदम शिकवलेलं आहे व्यवस्थित रित्या आणि ते देखील त्याचा युज करता आहेत. तर मग खूप मजा आली मला देखील हे ऐकायला, आणि मला खरंच एकदम इंटरेस्टिंग वाटलं. हे, जे की तुम्ही आई-पप्पांना शिकवलं आहे. खरंच खूप मजा आली. धन्यवाद. नक्की आपण पुन्हा भेटू, चालेल.
एकदम, हो. मग त्यांना मी कवर घेऊन दिलं. हो, बरोबर आहे. हो. हो. मलाही खूप आनंद झाला. धन्यवाद.